अ, म्हणजे आपल्या आता त्या 10 जणांच्या गाडीत एखादं लहान मूल असेल आणि ते ते वाघ किंवा चित्ता बघून चेकाळलं, की वाघ आला. मग, अशा वेळेला?
हां. बरोबर. <chuckles> होतं बऱ्याच वेळा होतं. पण त्यांनी त्यांनी कसं सांगितलं होतं, की तुमचा आवा आवाज आहे ना आवाज काय होता आवाजाने ते लोकं घाबरतात वन्यप्राणी जे आहेत ना, म्हणून बघा तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा मोठा-मोठा आवाज केला जातो. वन्यप्राण्यांना पळवण्यासाठी तर ते घाबरतात वन्यप्राणी, पण तुमची जी
हं. अच्छा. ओह! बरं. पण साधारण काय अ, डिस्टन्स ठेवला होता तुम्ही त्या पाणवठ्यापासून? म्हणजे काय अ, साधारण म्हणजे कितपत
त्यांची एक हायडिंग स्पॉट असतात ह्यांचे. हे जे अ, आपल्याबरोबर गाईड असतात ना ह्यांचे हायडिंग स्पॉट असतात आणि असं म्हटलं जातं की ते म्हणतात, की त्या आमच्या आता वाघांना आणि ह्या सगळ्या चित्त्यांना, बिबट्यांना आमची सवय झालेली आहे आणि त्यामुळे ते पण असे मस्त त्यांच्या मूडमध्ये असतील ना, तर ते येऊन आपल्या गाडी समोरच बसून राहतील. तुम्हाला हव्या त्या पोज पण देतील आणि असं झालं पण. अ‍ॅक्चुअली झालं म्हणजे आम्ही एक्स्पेक्ट हां, आम्ही एक्स्पेक्ट करत होतो हां, पण आम्ही एक्स्पेक्ट करतो एखादा चित्ता किंवा बिबट्या येईल आम्ही बसलो आणि बघता-बघता आम्हाला आमचा ड्रायव्हर हळूच म्हणाला तुमच्या उजवीकडे बघा. आम्ही पहिला डोळे आणि नंतर मान हलवली.
ओह! अच्छा. बरं, बरं. हां, हां. सवय झाली आहे, ओके. हां. वॉव! ओ! खरंच? हां, आता सांगा पुढे? हां, हां. अच्छा, हां. हं. ओके. <giggles>
आणि बघतोय, तर समोरून असा एकदम मॅजेस्टिक चालीमध्ये एखादा राजा कसा चालतो एखादा मॉडेल मॉडेल आपण म्हणतो ना एखादा 6 फीटचा मॉडेल कसा चालत येतो? तसा तो वाघ पूर्ण असा उंची असलेला छान रूबाबदार असं मस्त चालीत येत होतं ना, ते कॅटवॉक असतो ना त्यांचा बिकॉझ दे बिलॉन्ग टू कॅट फॅमिली.
हं. हां. बरोबर. हां, हां. आई शपथ! हं. आहाहा! वाह! वाह! मला असा रिथम येतोय तुमच्या बोलण्यामध्ये की तो कसा चालत असेल.
ॲक्चुअली आणि त्याचे ते डोळे, अंगावरचे ते असे मस्त पट्टे. ते बघून आहे ना असा म्हणजे आपण म्हणतो ना वरचा श्वास वर वरती आणि खालचा श्वास खाली, असं झालं होतं, की असा श्वास रोखून आम्ही सगळे बघतोय त्याला आणि तो इतका मस्त असा चालत आला ना, इतका छान बघितलं त्याने आम्हाला सगळ्यांना आणि आम्ही आम्ही त्या क्षणाला इतक्या म्हणजे आमचं असं आतून अशी धड-धड, धड, धड, धड, धड वाढली होती ना की आत्ता काही खरं नाही हा आपल्याला बघतोय कदाचित ह्याची न्याहारी आपणच होऊ की काय? <chuckles> म्हणजे एवढी भीती वाटायला लागली होती तिकडे आणि
आहा! वरती, हो, हो, हो. खरंच, खरंच, बाप रे! हं. अच्छा, वॉव! हं. खरं, खरंय, खरंय. <laughs> बाप रे! हं. पण डोळ्याचं पारणं फिटलं असेल नाही? बघून, म्हणजे रुबाब आणि त्याची चाल आणि त्याचं रूप.
अगदी, अगदी. म्हणजे एवढं सुंदर ना म्हणजे ते आपण आहे ना असं इमॅजिनचं करू शकत नाही. आपण ना टीव्हीवर म्हणजे किंवा आपण इंटरनेटवर वगैरे त्यांना असं बघणं म्हणजे आपल्याला काहीच वाटत नाही. पण जेव्हा ते रिअलमध्ये समोर येतात ना म्हणजे जर मी एकटी
हो ना. हां, त्यांची वाइबच एक अ